सगळं नाही पण जास्तीत जास्तच हे पण उरलेलं असतं ते. <laughs> जास्तीत जास्त हो.
<laughs> अरे बापरे! खूप छान मग बघा ना, आता खूप छान रेसिपी सांगितली तुम्ही नाही का, मसाले डोश्यांची वगैरे, मग मेदूवड्याची म्हणा किंवा पावभाजीची आणि ते बीटरूटचं तर मस्त अजून काहीतरी नवीन त्याच्यामध्ये नवीन काहीतरी करायचं, करायचं ट्रेंडी लूक मला तरी वाटतं त्या रेसिपीमध्ये. जसं माणसाचा ट्रेंडी लूक तसं त्या आपल्या अ, मसाल्या डोस्याचा ट्रेंडी लूक बीटरूट टाकून करायचं. नव बदल करून नाही का, खरंच खूप छान. मग बघा ना असे आता नवीन नवीलीची लोकं राहतात, ज्या गृहिणी राहता म्हणा किंवा ज्या नवशिक्या मुली राहतात, लग्ना अगोदर पण असे काही-काही अ, प्रयत्न करतात नाही का, असं नवीन-नवीन काहीतरी करायचे, तर अ, त्या लोकांसाठी तुम्ही काय सोपे असे पर्याय काय उपाय सुचवाल का? काय नेमकं रेसिपीमध्ये काय करायचं नेमकं? हो, हो.
हो. नक्की. नक्की, हो ना. हो ना. मी तर सांगेल हो ना, मी तर सांगेल लहान रेसिपी पासून सुरु करा. कुठली पण सोपी पोह्यापासून तुम्ही सुरु करा आणि पोहे जे आपले स्टँडर्ड पोहे असतात. ते काही लोकांना आवडतात कोणाला बटाटे, कोणाला बटाटे आणि शेंगदाणा, कोणाला फक्त शेंगदाणा आणि त्यामध्ये जर का तुम्हाला काहीतरी वेगळं करावसं वाटलं स्वतःसाठी, तर पहिले स्वतःसाठी करून बघा. मग त्याच्यानंतर पराठेमध्ये थोडा एक्सपेरिमेंट करून बघा. तुम्हाला कसे कुठले वेगवेगळे पराठे तुम्हाला बनवायचे, आलूपेक्षा पण वेगळे तर स्वतःसाठी एक बनवून बघा. तर मी हीच सल्ला देईल, की जो पर्यंत तुम्ही स्वतःसाठी असं छोटं प्रमाणात तुम्ही तयार नाही करणार. तुम्हाला कळणारच नाही की पनीर पराठापण किती छान लागतो. बीटरूटचा पराठापण किती छान लागतो. आणि हो ना.
<whistles> हो. हो आणि त्याच्यामध्ये मीठाचं पाणी हे. मीठपण किती टाकायचं चवानुसार नाही का, ते पण राहत ना त्याच्यामध्ये?
हां. अगदी बरोबर, हो ना.